अगदी, अगदी आणि निगेटिव्ह म्हणजे हायपर थिंकिंग करणं वाईट नाहीये. आता सायंटिस्ट लोकं पण हायपर थिंकिंग करतात, की बाबा थियरीज लिहिणे, एक्सपेरिमेंट्स कंडक्ट करणे, हे सगळं त्यांच्याही आयुष्यात आहे. पण आपण काय करतो, मॅक्सिमम लोक निगेटिव्ह विचार पण खूप करतो. अरे आता असं झालं तर असंच होईल मग माझं वाईट होईल. म्हणजे अगदी अगदी अंधाऱ्या काळोख्यातच जातो आपण. असे विचार करत. कधी असा दिवसाचा
हं. नक्की. हं, हं. नक्कीच. <chuckles> आणि ज्या गोष्टी अस्तित्वात पण नाही त्याबद्दल आपण त्याचाही निगेटिव्हली विचार करत हं.
अगदी. अगदी, अगदी. 100% ब हे हे अगदी बरोबर आहे. कारण सांगते मी, अ. आपल्याकडे ना ताण तणावग्रस्त सिच्युएशन निर्माण होतील असेच आपण सोशल मीडियावर अ, कंटेंट कन्झ्युम करतो. आपल्या न्यूज पण तशाचं असतात. आज आज मुंबई में ये हुआ. आज इधर दिल्ली में बम्ब धमाका हुआ और इतने लोग मारे गए. और ये वो आणि हे ठीक आहे मान्य आहे, एक खूप दुःखद घटना झालेली आपल्या दिल्लीची ह्याची अक्षरशः पण, त्याचं इतकं रिपिटेशन करतात, की अरे त्याच्या पुढे काय. त्याचं काय इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, पुढचं काय? भारत भारताची अ, रचना आपल्या भारताची जी काही सिक्युरिटीची र रचना आहे, ती काय कार्य कसे कार्यक्षम करतीये? त्यांनी किती हल्ले थांबवले? तो एक ब्लास्ट झाला पण त्याचे किती हल्ले थांबवले? हे पॉझिटिव्ह दाखवत नाहीत त्याच्यामध्ये. ही किती आपली आपली सुरक्षा रचना आपली आपली सुरक्षा यंत्रणा जी आहे आपल्या श देशाची, ते किती प्रभावी आणि प्रगल्भ आहे. हे दाखवत नाहीत, की आपण किती वाचलोय. आता मेमध्ये जे युद्ध झालं पाकिस्तानसोबत त्याच्यामध्ये किती दाखवलं ठीक आहे आपण अ, त्यांनी युद्ध केलं आपल्यावर हल्ले केले. पण आपण आपली सुरक्षा व्यवस्था किती ताकदवर आणि टाईट होती तेव्हा बघा आपल्यावर काहीच एक एक खरोच भी नाही आई, असं म्हणतो बघा आपण भारताला. तसं झालं. तर अशा पॉझिटिव्ह न्यूज जास्त स्प्रेड केला तर आपल्याकडे पॉझिटिव्हिटी जास्त नाहीतर निगेटिव्हिटीमध्ये लोकं असेच खचून जातील आणि झोपल्यावर त्याचं खोबरच होणार आहे. अगदी ते होणार.
हं. तस्याच असतात. <chuckles> हो. हं, हं. आणि तेच ते रिपिटेशन होतं. हं. हं, हं. अगदीच. नाही नाही. <chuckles> हं, हं. हं, हं. हं, हं, हं. अगदी. अगदीच. अगदी. नक्की.
झोप शांत लागणारच नाहीये कोणाला असं मला वाटतं.
म्हणजे बरोबर. काम होतं पण घरात आल्यानंतर आराम हा घ्यायलाच हवा पण ते न होता जे काही आपल्या आजू-बाजूला निगेटिव्ह वातावरण होतं, त्यामुळे आपण कुठे ना कुठे जास्त निगेटिव्हिटीकडे वळतो. आहे ना.
हं. हां, हां. बरोबर.